प्रत्येकाच्या आयुष्यात तसं म्हटलं तर यश आणि अपयश तर येतचं राहतं. पण अपयशातून सुद्धा जर का आपण काहीतरी शिकलो, तर म्हणजे अपयश सुद्धा आपल्याला उपयोगी येईल असं म्हणता येईल की कुठेतरी अनुभव म्हणून. तर एखाद्या अपयशातून तुम्ही काय शिकला?
अ, अर्थातच म्हणजे अपयशांचीच मूर्ती आहे मी असं म्हणेन. कारण अ, इतक्या चुका होत राहतात आपल्याकडून. अ, कारण बघा ना कधी-कधी मार्गदर्शन करणारं कोणी नसतं. आणि आपण जर म्हणजे मी घरातला मोठा मुलगा आहे. आणि बऱ्याच मावस बहिणींनंतर झालेला हा पहिला मुलगा होता. त्यामुळे कसं झालं की अपेक्षा खूप जास्त होत्या. आणि त्या अपेक्षा पूर्ण करणं अवघड होतं. मला आठवतं आहे दोन हजार चौदा मध्ये माझ्या म्हणजे वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या 2012 मध्ये, त्यामुळे मग मी 2014 पर्यंत इतका असा नकारात्मक झालो होतो की <clears throat> मला एक असा ब्रेक घ्यावासा वाटला जॉबमधून तर मी
<chuckles> हां. हां. नक्कीचं, नसत. <chuckles> बरोबर आहे. खरं आहे. हां. होय. बरोबर आहे. पण म्हणजे काय? असं काय घडलं नक्की 2012 मध्ये की तुम्हाला म्हणजे 2 वर्षाचा गॅप घ्यावा लागला? एवढे मोठे काय अपयश आलं होतं तुम्हाला?
अ, नाही, नाही. हा 2 वर्षाचा गॅप नव्हता बरं का. म्हणजे 2012 मध्ये मी अं, 30 वर्षाचा होतो. माझ्या एक अ, रिलेशनशिप म्हणू शकतो. त्यात एक काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मग आर्थिक दृष्ट्या काहीतरी गोष्टी घडल्या होत्या. त्याच बरोबर, <swallows> बरोबर मी एका ठिकाणी व्हीसासाठी अप्लाय करत होतो. म्हणजे अ, कुठला देश होता? ऑस्ट्रेलियासाठी. मी व्हीसाचा प्रयत्न करत होतो, पण ते व्यवस्थित काम करत नव्हते व्हीसावाले, जी एजन्सी होती. तर मला काय झालं की इथंही प्रॉब्लेम झाला, पैशांचाही प्रॉब्लेम होतो आहे, प्रेमातही प्रॉब्लेम होतो आहे, या व्हीसामध्येही प्रॉब्लेम होतो आहे, कॅरियरमध्येही प्रॉब्लेम होतो आहे
होय. हं. हां. हं. होय. <chuckles> म्हणजे सगळ्याच, सगळ्याच बाजूनं म्हणजे असं वेढल्यासारखं झालं असेल, की म्हणजे आता सगळ्या अडचणी अचानकच आयुष्यात आल्या आहेत असं म्हणता येईल त्या काळात तुमच्या.
हो. आणि म असं कॉर्नर केल्यासारखं वाटलं मला आयुष्याने. आणि मग मी माझा जॉब सोडून दिला. 2014 मध्ये.
अरे बापरे! म्हणजे बराचं मोठा निर्णय घेतला की तुम्ही त्यावेळेस.
हो. बघा ना आणि सोडून दिला ह्या विचाराने की मी 3 एक 6 महिन्यांनी परत जॉइन करीन, शोधिन, तोपर्यंत काय एक 6 महिन्यांचा ब्रेक घेऊन काय होईल, असं वाटलं.
हां? हां, हां. म्हणजे विश्रांती हवी होती का तुम्हाला? सगळ्या ह्या अडचणींपासून, जरा थोडीशी श मानसिक शांतता वगैरे मिळेल, 6 महिने जर का सुट्टी घेतली तर. म्हणजे असं नियोजन होतं तुमचं थोडक्यात.
हो. अगदी, म्हणजे मन थोडंसं जागेवर येईल, डोकं थोडंसं शांत करू शकीन. आणि मुळात म्हणजे नको-नको ते विचार येत होते, की मी राहू का नको? असंही वाटत होतं मला एका पॉइंटला. इतकं सगळं वाईट घडलं होतं. तर मी याला अपयश यासाठी म्हणतो कारण अ, तो निर्णय तर चुकलाच जॉब सोडायचा पण मला नवीन जॉबच मिळेना. ते माझं अपयश झालं. कारण
हं. अरे बापरे! हं. अरे बापरे! म्हणजे एक अडचणीतून तुम्ही बाहेर निघण्यासाठी मानसिक शांतता मिळवण्यासाठी ब्रेक घेतला अन् तो ब्रेकचं तुमच्यासाठी पुन्हा मोठी अडचण म्हणून माघारी आला म्हणता येईल.
हो, "आगीतून उठून फुफाट्यात." असं झालं. आणि अ, <clears throat> अपयश असं झालं की जॉब मिळेच ना. कारण मी सोडलं तेव्हाच इंडस्ट्री बदलली, जरा असं टेक्नॉलॉजी बदलली आणि जरी मी कोर्स करून अपस्किल केलं स्वतःला किंवा प्रयत्न केले, तरी अप्लाय करताना ती लोकं काय म्हणायची की "तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स नाही आहे ह्याच्यात. म्हणजे तुम्ही ह्यात काम नाही केलं आहे. तुम्हाला तर सर्टिफिकेट मिळालं आहे, पण रेझ्युमीमध्ये दिसत नाही आहे की तुम्ही काम केलं आहे." असं काहीतरी व्हायला लागलं. तर मग मला आलं टेन्शन आणि मी म्हणालो की "झालं, संपल माझं सगळं." <chuckles>
<chuckles> नाही, खरं आहे की. हां. अरे बापरे! अरे. बरोबर आहे की मग काय मग ह्या अशा वेळेस तुमचं, म्हणजे पहिल्या डोक्यात काय विचार आला? की आता अगोदरच एवढ्या अडचणी होत्या. मानसिक शांततेसाठी जो काही 3-6 महिन्याचा ब्रेक घेतला. त्याच्यातून तु तुम्ही म्हणला ज्या पद्धतीने की आगीतून फुपाट्यात आलो. मग त्यावेळेस आता तुमच्या डोक्यात काय चाललेलं की आता पुढं नक्की काय करायचं?
आणि त्यावेळेस सुदैवाने असं झालं की मी तो ब्रेक जो घेतला ना, त्यावर त्या ब्रेकमध्ये एकतर मला एक मोकळा श्वास घेता आला. जेणेकरून अ, हे
हं. <chuckles> म्हणजे ज्या शांततेसाठी तुम्ही ब्रेक घेतलेला, म्हणजे ती शांतता तर तुम्हाला मिळाली म्हणता येईल.
हां. मिळाली, हो आणि जे काही आधीचे त्रास वाटले होते आणि ते मानसिक त्रास जास्त होते की इथं काहीतरी चालत नाही आहे, तिथं काहीतरी चालत नाही आहे. म्हणजे अ, एखादी व्यक्ती व्यवस्थित वागत नव्हती किंवा एखादा पैशांमध्ये काहीतरी खूप जास्त कर्ज होती कदाचित डोक्यावर. तर ते तर सगळं सुटलं, कारण मला शांत डोकं ठेवून ते सोडवता आलं. स्वतःच्या मनाच्या आत त्याचे सोल्युशन काढता आले. पण हा नवीन मोठ
हं. हां. हम्म. हां, म्हणजे थोडक्यात हां, म्हणजे थोडक्यात तुम्ही 6 महिन्याचा जो काही ब्रेक घेतला. म्हणजे त्या ब्रेकमध्ये तुम्ही आधीच्या ज्या काही अडचणी होत्या, त्या पूर्ण केल्या सगळ्या.
पूर्ण केल्या अगदी आणि त्या तर के पूर्ण केल्या ते छोटे डोंगर होते. पण हा एवढा मोठा डोंगर उभा राहिला आयुष्यात की आता जॉबचं काय? पुढं काय? हो ना.
हं. <chuckles> की आता पुढं नक्की काय करायचं? मग काय ठरवलं तुम्ही? की आता पुढं काय करायचं नक्की?
मग मला असं-असं अ, अर्थात मी त्या आधीही खूप ठिकाणी ॲप्लाय केलं. जवळ-जवळ आठवड्यातून 3-3 ठिकाणी मी रिझ्युमे पाठवत होतो. मला नाही वाटत की माझ्या शहरात किंवा या देशात एकही अशी कंपनी राहिली असेल जिथे मी ॲप्लाय नसेल केलं नाही केलं. आणि पोझिशन थोडीशी मिसमॅच असेल तरी केलं ॲप्लाय. मी शाळांमध्ये पण ॲप्लाय केलं. पण तिथं काय म्हणत होते? की तुम्ही ओव्हर एक्सपिरियन्स्ड आहात किंवा ओव्हर क्वालिफाईड आहात असं म्हणायचे. कारण शाळेत त्यांना सॉफ्टवेअर इंजिनिअर नको असतो ना, त्यांना एक शिक्षक आणि बी-एड असलेला किंवा ते ठराविक त्यांना क्वालिफिकेशन्स पाहिजे असतात. तर तो प्रयत्नही माझा
अरे बापरे! हां. <chuckles> की तिथे तुम्ही ॲप्लाय नाही केलं. <chuckles> हां. हं. अं, हां. बरोबर आहे की. नक्कीच. खरं आहे म्हणजे जिथं थोडक्यात तुम्हाला म्हणजे जिथं तुम्ही अपस्किल केलं तिथं म्हणता आहेत एक्सपिरियन्स नाही. <chuckles> या ठिकाणी म्हणता आहेत, की तुम्ही ओव्हर एक्सपिरियन्स आहे. <chuckles> म्हणजे दोन्ही गोष्टींची अडचण झाली म्हणता येईल. <chuckles> नाही खरं आहे की.
हो. अती एक्सपिरियन्सड आहात. तर ते करू तो क्या करू असं झालं मला. पण म्हणजे अर्थात आपण आता हसतो आहे, पण तेव्हा मी इतका टेन्शनमध्ये होतो आणि म्हणजे अपयश आलं. मला असं वाटलं की अ, काहीतरी चुकलं आणि कसं असतं ना, आपल्या घराण्यात पॅटर्न असतं बघा, अ, की आमच्या घरातलं ते घराण्यातलं ते पॅटर्न आहे की सगळेच पुरुष ना, चुकीचे निर्णय घेऊन नोकऱ्या सोडत आलेत आत्तापर्यंत. तर
हां. हां. न हां. नाही, नाही, खरंच आहे की. म्हणजे आपण आता हसतो आहे का, तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण केल्या, की आता काही म्हणजे अडचण नाही आहे तुम्हाला. पण त्या काळात म्हणजे म्हणता येईल की जसं तुम्हाला म्हणजे बरंच मोठं टेन्शन किंवा तणाव आलं असेल.
अ, हो. हो. आणि भरकटतो हो माणूस अशा वेळेस म्हणजे अ, वय 32 म्हणजे मिड लाईफ क्रायसिस म्हणतात ना, असं झालं होतं ते. आणि डोक्यावर एक एका घराचं कर्ज होतं उत्पन्न काहीच नव्हतं. आणि त्यात हा मी जो पॅटर्न सांगितला ना की सगळ्या पुरुषांनी त्याच जवळ, जवळ वयांमध्ये जॉब सोडून टाकले होते. काही ना काही कारणांमुळ. तर मला वाटलं, "अरे बापरे! मी पण असाच झालो, ह्यांच्यासारखाच अपयशी झालो की काय?" पण, मग त्यातून सर्वात मोठी गोष्ट मी काय शिकलो? की जर मी फुल टाईम जॉबसाठी वेड्यासारखा ॲप्लाय करत चाललो आहे, तर मी ते थोडंसं बदलू शकतो का?
हं. अ, हां. <chuckles> हां. हां.
ते मी विचार करण्याची सुरुवात केली त्या पॉइंटला.
हां, अं हां, म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता तुम्ही म्हणजे ह्या गोष्टीकडे विचार करायला लागला, की फुल टाईम करण्यापेक्षा दुसरं काही करता येईल का आपल्याला?
हो. आणि सुदैवाने काय झालं? अ, मी जेव्हा सोडली होती कंपनी तेव्हाच अ, आमची कंपनी ही बदलत होती. म्हणजे जे कोणी सीनियर होते त्यावेळेस म्हणजे मी 32 होतो, पण 42 वर्षाचा माझा मॅनेजर जो होता
हं. हां. हां.
अ, त्या लोकांनाही काढून टाकत होते. कारण तेवढी रिक्वायरमेंट नव्हती किंवा ते सीनियर आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये कसं 40च्या पुढं तुम्ही रिटायर होऊन जाता. म्हणजे 60च्या पुढे नाही. सॉफ्टवेअरसाठी ते 40चं रिटायरमेंटच वय आहे. तर त्यांना काढून टाकल्यामुळे त्यांनी ना, स्वतःच्या स्टार्टअप उघडल्या होत्या. छोट्या-छोट्या कंपन्या उघडल्या होत्या. कारण तेही काहीतरी काम करणारचं ना, वय आहे अजूनतर. तर मग
अरे, बापरे! हां, खरं आहे, हे तर आहे. हं. हां. बरोबर आहे. पण त्यांच्या स्टार्टअपचं तुम्हाला काही मदत झाली का? की तुम्ही तुमच्या अपयशातून बाहेर येण्यासाठी त्यांच्या स्टार्टअपचा काही उपयोग झाला तुम्हाला का नाही काय?
एक्झॅक्टली, तोच उपयोग झाला. की जसं मी म्हणालो की मी माझी थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली. थोडंसं फुल टाईमच्या ऐवजी मी त्यांनाच अप्रोच केलं आणि त्यांना म्हणालो की तुमच्याकडे काहीही काम असेल तर चालेल. आणि
<chuckles> हां. हां, हां. हं.
त्याचबरोबर तुम्ही माझं काम बघितलं आहे. आतापर्यंत मी कसा आहे मुलगा किंवा मी व्यवस्थित करतो काम आणि अगदी मी टॉपवर होतो त्या कंपनीमध्ये पण. तर मग त्यांना ते पटलं. त्यांना अगदी काही इंटरव्ह्यू घेण्याची पण गरज नाही. ते ओळखत होते मला नावानेच. तर मग त्यांनी मला छोटे-छोटी अशी कामं दिली तेव्हा.
बरोबर आहे. हं, हं. हां. बरोबर आहे की. हं. <laughs> नक्कीच. होय. मग आता हा अनुभव तर तसं म्हणता येईल की तुमच्यासाठी म्हणजे फार महत्वाचा होता. तर ह्या अपयशातून तुम्ही अशा काही गोष्ट काय गोष्टी शिकला आणि त्याच्यानंतर तुमचं आयुष्य किंवा वागण्यात काय बदल निर्माण झाला?
अ, अनेक गोष्टी. एकतर तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत, आयुष्यात कुठलेच आणि
हं. <chuckles> म्हणजे निर्णय घेण्यापूर्वी कुठेतरी पुढच्या परिणामांचा सुद्धा विचार करावा.
विचार करावा आणि काय होतं त्यावेळेस आपण इतके असे अ, चोक झालेलो असतो ना, असं संपलंय सगळं आणि मेंदू कामच करत नाही. म्हणून आपण म्हणतो की सगळं सोडून देऊया आणि मला काहीच नको, मला शांती पाहिजे, असं म्हणतो.
हं. हां, की ज्या पद्धतीने तुम्ही केलं की 6 महिन्याचा ब्रेक पूर्ण, की त्यात काही करायचं नाही आहे मला.
काहीही करायचं नाही. पण अ, हे लवकरच जाणवलं ना किंवा कळलं की आपण दुकानात जाऊन शांती नाही देऊ शकत. आपल्याला पैसे द्यावे लागतात. हो की नाही? म्हणजे ते म्हणतात दुकानवाले ठीक आहे तू खूप गोड आहेस पण दे, ₹100. झाले एवढे-एवढे जॅमचे ₹100 रुपये, सॉसचे ₹100 तर
<chuckles> नाही, खरं आहे की. ते तर आहे. <laughs> <chuckles> नाही बरोबर आहे की म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही एक शिकला, ती म्हणजे तर की निर्णय पटकन घेऊ नये, की काही त्याला पुढं मागं जरा थोडा आधार असावा त्याला, काही गोष्टींचा किंवा पुढची प्लॅनिंग सुद्धा असावी की जरी 6 महिने मी घरी बसलो, तरी आर्थिकदृष्ट्या वगैरे सुद्धा मला काहीतरी माझी सेव्हिंग्स आहेत किंवा काहीतरी ठेवावं असंच.
पटकन घेऊन ये. हो आणि माझे काहीच नव्हते बरं का सेव्हिंग्ज त्यावेळेस. मी असा एकदम घेतलेला निर्णय होता. अर्थात ते ते सगळं साठायला 2 वर्ष लागली. 2012 ते 2014. ते सगळं साठवून, साठवून, साठवून शेवटी तो ज्वालामुखी भडकला. पण अ, मुळात असं तो निर्णय घेतला होता, तो एका महिन्यातच घेऊन टाकला. मी नक्की नाही आता नाही सहन होत मला, मला एक मेंटल पीस पाहिजे म्हणून. तर तसं करू नये, हे मी एक शिकलो स्वतः आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे आडमुठ नाही राहायचं जरा असं, काही गोष्टींबद्दल. कारण मी नेहमी जिद्दी होतो आणि मिळवणारा होतो, की मी मिळवणार ही गोष्ट करणार मेहनत. पण त्यात एक आडमुठपणा पण येतो कधी-कधी, की नाही मला असच पाहिजे. म्हणजे मला फुल टाईम जॉबच शोधायच आहे, फुल टाईम जॉबच शोधायच आहे. आधी जर एवढा पगार होता तर
हं. हां. अ, हां. अ, खरं आहे. अ, हं. हां. हं. हां, बरोबर आहे की. हां. म्हणजे थोडं, तुम्ही सुद्धा थोडं म्हणजे फ्लेक्सिबल असावं की जि जिकडं व वळता आलं पाहिजे, आपल्याला दिशा बदलता आली पाहिजे, एकावर असं हे नाही राहिलं पाहिजे.
फ्लेक्सिबल, बरोबर. हो आणि अ, थोडीशी दिशा, थोडीशी स्ट्रॅटेजी आणि थोडंस मार्केटमध्ये काय चाललंय याचा कॉमन सेन्स ठेवणं पण खूप महत्वाचं असतं, नाही का? म्हणजे मला फुल टाईम जॉब होता, एवढाच पगार होता. तर मी तेवढाच पगार करीन, पण मला फुल टाईमच पाहिजे, असं नाही म्हणायचं. थोडंसं मी काय वेगळं करू शकतो आणि तेच मी केलं. म्हणजे आधीच्या लोकांना काहीही मला लाज नाही वाटली विचारायला, की तुमच्याकडे काम असेल, काहीही काम असेल तरी चालेल. अगदी तुम्ही मला म महिन्याला ₹7500 दिले तरी चालतील. पण तो ते काम करत राहणं महत्वाचं होतं. अर्थात पुरले नाहीत ते पैसे, पण म्हणजे काम तरी सुरू झालं ना कुठे ना कुठे.
बरोबर आहे की. हं. हां. बरोबर आहे की. बरोबर आहे की. <chuckles> बरोबर आहे की. आता ह्याच गोष्टी मग तुम्ही काय सांगाल, की ध्येय ठरवण्यासाठी किंवा वेळेचं नियोजन कश्या पद्धतीने करावं, की म्हणजे हे आत्ता तुम्ही ज्या काही अडचणींना सामोरे गेला, की त्या अडचणी येऊ नयेत, त्याच्यासाठी काही ध्येय ठेवा किंवा वेळेचं नियोजन असावं किंवा लोकांशी बोलून कश्या पद्धतीनं आपण अंदाज घेऊ शकतो, काही गोष्टींचा. त्या काही गोष्टी सांगू शकता का?
हो. मुळात ध्येय ठेवावीत. म्हणजे मी ती ध्येय ठेवलीच नव्हती, आयुष्यात. असं काही खूप पुढचा विचार केलाच नव्हता. चाललं आहे म्हणून चाललं आहे. असं चाललं होतं माझं, की आता जॉब आहे आणि छान चालला आहे जॉब. पण मग आता मला कंट म्हणजे असं त्रास होतो आहे मला म्हणून मी सोडून देणार. असं केलं मी. मी हा विचारच केला नाही, की एक फ्युचरचं पण प्लॅनिंग असतं किंवा रिटायरमेंट नंतर साठीही पैसे गोळा करायचे असतात वगैरे हे कोणीच शिकवलं नाही. आणि म्हणजे हा काही शाळेत शिकवत नाहीत पण घरच्यांनीही दुर्दैवाने कधीच अश्या सांगितल्या नाहीत गोष्टी. असं.
हं. हं, हं, हं. <chuckles> हां. हां. बरोबर आहे की. होय. पण ह्या अपयशात घरच्यांची काय भूमिका होती? म्हणजे त्यांनी तुम्हाला मदत केली चांगल्या पद्धतीनं, का उलटं जॉब सोडायला नको होतीस, म्हणून राग, राग केली किंवा चिडचिड केली. कारण बऱ्याचदा काय होतं? की घरच्यांना वाटतं की जे आहे तुमचं चाललं आहे, त्या पद्धतीनं चालू ठेवावं. की असं काही अ, निर्णय घेऊ नये, रिस्की निर्णय. मग अशा वेळेस घरच्यांचा तुमचा काय अनुभव होता तुमचा?
हो. नाही. अर्थातच घरच्यांना अपेक्षा होत्याच, आणि असतातच, आणि असायलाच पाहिजेत. त्यामुळेच आपण अ, बाहेर जाऊन लढतो जगाशी. पण अं, सपोर्ट केला. म्हणजे आईनी तरी अ, बघितलं होतं की मला किती त्रास झाला दोन हजार 12 ते 14 म्हणून तिने पूर्णपणे सपोर्ट दाखवला सोडताना ती म्हणाली की हो सोडलंस तरी चालेल. पण मग तिलाही तो दोषीपणा वाटला नंतर की मी का ह्याला म्हणाले सोड. अ, तिला असं वाटलं की मी तुला उगीचच एन्करेज केलं का काय? कारण त्यानंतर मी बरेच दिवस रडत होतो ना, की मिळत नाही आहे, जॉब मिळत नाही. का सोडला नव्हता सोडायला पाहिजे, चुकलं वगैरे. तर मग ती म्हणाली, "अरे! मी पण सपोर्ट केलं मलाही जरासं वाईट वाटतं आहे, पण ठीक आहे मिळेल, मिळेल, मिळेल." त्यांनी आधार दिला खूप जास्त आणि तो खूप महत्वाचा होता त्यावेळेस.
हं. <chuckles> बरोबर आहे की. नक्कीच. हां. हां. अ, हां. हं. हां. बरोबर आहे की. हं, हं, हं, हं. अ, हां. बरोबर आहे की. आणि मग आता अ, म्हणजे कसं असतं की बऱ्याचदा काय होतं की एखादं अपयश हे आपल्या पुढचं यशाचं कारण बनून जातं. मग असं तुमच्या आयुष्यात काय झालं का? की तुम्ही तो निर्णय घेतला किंवा त्यावेळेस तुम्हाला जे काही अपयश आलं ते पुढं तुमच्या यशामध्ये कारणीभूत ठरलं अशा काही?
हो, झालं ना, म्हणजे त्यानंतरच एकतर मी फ्रीलान्सिंग किंवा पार्ट टाईम खूप जास्त वेगाने करायला लागलो आणि त्यातच माझी रुची निर्माण झाली. खूप जास्त आवडू लागलं मला ते. कारण त्यात एक फ्लेक्सिबिलिटी होती. मी घरून करू शकायचो काम आणि
हां. <chuckles> हां.
त्याचबरोबर माझ्या आयुष्यात इतर गोष्टी करण्याची एक संधी वेळ मिळाली मला ज्या मी करू शकलो. जसा प्रवास करणे, फोटोग्राफी करणे, डान्स करणे, हे सगळं करायला लागलो आणि ओव्हरऑल मी खूप खुश राहायला लागलो. आणि त्याचबरोबर माझी एक आध्यात्मिक अ, जर्नी पण सुरू झाली होती. त्यात मी अजून खोल जाऊ शकतो. त्यामुळे फायदाच फायदा झाला असं मी म्हणेन.
हं. हं. बरोबर आहे की. हं, हं. होय. <chuckles> बरोबर आहे की. नाही, खरं आहे आणि शेवटचा जर का द्यायचा सल्ला झाला की तुम्ही जे काही अनुभव अनुभवले, तर त्यात तुम्ही म्हणजे काय सल्ला द्याल की कोणत्या गोष्टींची काळजी ही फार गरजेची आहे?
अ, थोडंसं व्यावहारिक राहायला पाहिजे. खूप जास्त इमोशनल नाही व्हायला पाहिजे. भावनिक निर्णय नाही घेतले पाहिजेत. थोडासा त्यात एक व्यवहाराचा पण विचार नक्कीच केला पाहिजे. हे मी स्वतः शिकलो.
हां, हां. म्हणजे हा सल्ला म्हणता येईल की म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा ठरेल.
खूप जास्त.
नाही खरंच, म्हणजे एखाद्या अपयशातून आपण नक्की काय शिकतो आणि हे तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सांगितलं कारण कसं आहे की बऱ्याच जणांचं असं होतं की अपयश आल्यानंतर म्हणजे पूर्ण आयुष्यच बदलून जातं. त्यासाठी त्यातून काहीतरी शिकणं सुद्धा गरजेचं आहे. पुढं त्यात चुका करणं म्हणजे चुकीचं आहे. तर तुमच्याकडून ही माहिती जी मिळाली ती खरंच फार महत्त्वपूर्ण होती आणि नक्कीच मला पुन्हा तुमच्याशी बोलायला आवडेल. धन्यवाद.
हो. धन्यवाद, मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.